आत्ताच्या काळामध्ये, सेलिब्रेशन करणे हा आपल्याला एक छंदचं लागला जणू. म्हणजे काही छोटंसं कारण असलं, की आपण एक छोटंसं सेलिब्रेशन करतो. अ, प्रत्येक वेळी काही ग्रँड सेल्युशन अ, सेलिब्रेशन केलंच पाहिजे, असं काही नसतं. मग घरी आपण वाढदिवस असो किंवा मग अ, काहीतरी अ, कुणाचं काय? अँनिव्हर्सरी असो, अशा प्रकारचे जे काही सेलिब्रेशन असतात. ते आपण घरच्या घरी छोट्या छोट्या खाणी करत असतो. तर अ, ते आपणं कसे करतात हे अ, सांगू शकाल?
हं, हं. हं, हं, हं. नक्कीचं. अ, <chuckles> नक्कीचं, नक्कीचं. पहा वाढदिवस असू, छोटंसं सेलिब्रेशन असू. हे प्रत्येकासाठीचं कुठे ना कुठेतरी महत्त्वाचा आहे आणि नक्कीचं मला देखील वाटतं की आपण तो सेलिब्रेशन अगदी आनंदात, थाटामाटात किंवा अगदी जोरात क साजरी करावं असं नसतं. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की आमच्या घरामध्ये आम्ही जो काय आमचा वाढदिवस आहे किंवा मग छोटंसं सेलिब्रेशन आहे, हे एकदम साध्यापणाने आम्हाला कसं साजरी करता येईल? किंवा एकदम साध्या ह्याच्यामध्ये आम्हाला कसं ते अ, सेलिब्रेट करता येणार? आमचा त्याच्यावर कुठेतरी नक्कीचं भर असतो. तर तुम्हाला सांगायला आवडेल की आम्ही जो आमचा वाढदिवस आहे. एकदम हे साध्यापणानं, एकदम अशा चांगल्या ह्यानं साजरी करतो की जेणेकरून अ, आमच्यामध्ये एक साधेपणा राहावं. नक्कीचं आम्हाला त्या सेलिब्रेशनमध्ये एक चांगला प्रेमळपणा म्हणा मिळावं किंवा एक जिव्हाळापणा मिळावं. तर आमचा ह्या गोष्टीवर कुठेतरी जास्त भर असतो. तर नक्कीचं आम्ही काहीतरी जास्त थाटामाटात म्हणा किंवा जास्त जोराशोरात म्हणा किंवा फटाके, केक अशा गोष्टी न आणता एकदम साधं ओवाळून म्हणा किंवा मग ते ज्याचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी एखादा खास पदार्थ बनवला जातो की ज्याला तो आवडतो. तर मला वाटतं एकदम साध्या ह्याच्यामध्ये पण अगदी प्रेमाने, अगदी जिव्हाळ्याने आणि एकदम चांगल्या मनाने केला जातो, असं मला वाटतंय.
बरोबर. हं. हं. हं. <clears throat> अरे वॉव! हं. अरे वाह! वाह! हं, हं. हं. वाह! वाह! वाह! अरे वाह! वाह! अरे, किती छान! किती गोड! हेचं तर खरं सेलिब्रेशन असतं असं मला वाटतं. पण फक्त मला एक त्याच्यामध्ये असं अ, विचारावसं वाटतं की आपल्या अ, घरातल्या एकाचं सदस्याचा वाढदिवस आहे, हे आपल्याला आधीपासून माहिती असतं. मग त्याची तयारी तुम्ही आधीपासून सुरू करतात की अचानक येऊन, असं सरप्राईज देतात किंवा अ, घाईघाईत करतात. तसं क काय होतं नेमकं? त्यामध्ये.
<chuckles> हो. हं, हं. अ, <chuckles> नक्कीचं, नक्कीचं. पहा असं काही से सरप्राईज-बिप्राईज, म्हणजे असं काय आमच्या घरामध्ये फार काही नसतं. कारण अ, आमचे जे आजोबा आहेत ना, हे खूप पारंपरिक आणि सांस्कृतिक आहेत. त्यांना एकदम साधेपणा, जे काही आपल्या परंपरेनुसार चालत आलेलं आहे, जे आपल्या संस्कृतीप्रमाणे चालत आलेलं आहे, त्यांना अशाचं गोष्टी आवडतात. त्यांना काही असं फार केक आणून किंवा मेणबत्त्या जाळून किंवा मग फार अशा अ, फटाके फोडून, असे बर्थडे साजरे करण्याचं, त्यांना आवडत नाही. तर निश्चितचं आम्ही त्यांचा कुठेतरी आदर करतो, त्यांच्या भावनांचा सन्मान करतो. तर मला वाटतंय निश्चितचं ज्या कुणाचा वाढदिवस असतो. त्याला त्याच दिवशी कुठेतरी अं, सकाळी-सकाळी त्याला अ, म्हणतात ना की आरतीनं किंवा कु ओवाळल्या जातं. त्यानंतर त्याच्यासाठी एखादा त्याच्या आवडीचा पदार्थ अ, बनवला जातो. त्यानंतर त्याच्यासोबत संपूर्ण कुटुंबाला तो पदार्थ दिला जातो आणि तो व्यक्ती मग सर्वांचे आशीर्वाद घेतो. आजी असू, आजोबा असू, आई-वडील असू आणि मग मग त्याच्यानंतर कुठेतरी अ, तो त्याच्या नवीन वर्षाची सुरुवात करतो. तर मला वाटतंय आणि त्याचबरोबर आम्हाला वाटतंय की आम्ही इतर गोष्टींचा खर्च टाळून, त्याच्याऐवजी आम्ही अनाथ आश्रम असू किंवा वृद्ध आश्रम असू, अशा ठिकाणी जाऊन अ, एक थोडी फार मदत देखील करण्याचा प्रयत्न करतो की अनाथ विद्यार्थ्यांना कशाप्रकारे अ, वही-पेन मिळाले पाहिजेत हं आणि <chuckles> नक्कीचं, नक्कीचं आणि त्याचप्रकारे अ, जे अ, वृद्धाश्रम आहे ह्या लोकांना थोडाफार नाष्टा आमच्या घरून आमची आई बोलवून देते. मग आम्ही ज्याचा वाढदिवस आहे, त्याच्या हाताने त्यांना देतो. तर मला वाटतं ह्या गोष्टीमध्ये खरंच खूप आनंद आहे हो. कारण आजकाल आपण पाहतो की कशाप्रकारे वाढदिवस साजरा होतात, कशाप्रकारे अ, गोष्टी केल्या जातात. तर मला वाटतंय, ती गोष्ट न करता आम्ही एकदम साध्या पद्धतीने सेलिब्रेशन करतोचं आणि नक्कीचं त्या छोट्या सेलिब्रेशनमधून आम्हाला फार मोठा असा आनंद मिळून जातो, असं सांगायला नक्कीचं तुम्हाला मला आवडत आहे.
हां, हां. बरं, बरं. हं, हं, हं. हां, हां. हां, हां. ओके, ओके. हां. हां. हो. हं, हं. हं. हां. हां, हां, हां, हां. हं, हं. हां. हां, हां, हां. अरे वाह! हां, हां. अरे वाह! हं. हं, हं. हं. हं. अरे, वाह, वाह, वाह! अरे किती छान! किती ग्रेट! अ, त म्हणजे भारीच. म्हणजे हेच अ, म्हणजे आजी-आजोबा आपले असले सोबत, की अशाच प्रकारचे संस्कार आपल्याकडे आपसूक होत असतात. किती ग्रेट! बरं तुम्हाला मग एखादा काही अशा तुम्ही जेव्हा अनाथ आश्रमामध्ये किंवा वृद्धाश्रमामध्ये अ, तुमचं सेलिब्रेशन करण्याचे जे काही पदार्थ वगैरे असतात, तुम्ही त्यांच्यामध्ये डिस्ट्रिब्यूट करतात वगैरे. तर तेव्हा एखादा काही प्रसंग तुम्हाला आठवतो का? तो सांगाल मला प्लीज?
<chuckles> <chuckles> नक्कीच, नक्कीच. हं. हां, नक्कीच, नक्कीच. पहा, कसं आहे ना की माझा <chuckles> वाढदिवस होता. आणि माझा ज्या दिवशी वाढदिवस होता ना, तर त्याच्या आदल्या दिवशीच अ, माझ्या एक मित्राचा वाढदिवस होता, माझ्या अगोदरच्या दिवशी. तर अ, मी त्याच्या घरी गेलो होतो आणि त्याचा वाढदिवस अगदी थाटामाटात. त्याच्यासाठी केक होता, मेणबत्त्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट होते. तर तो वाढदिवस माझ्या मनात बसला. अन अ, मी म्हटलं आता आजी-बाबाला, आई-वडिलाला की "माझा बी, वाढदिवस मला असाच करायचा आहे, अं, पहा ना, त्यानं किती केक आणला त्यानं, किती साऱ्या गोष्टी आणल्या." तर अ, अं, मग तसं म्हटल्यावर अ, मग माझी बी जिद्द होती की आता मला तसा साधा वाढदिवस करायचा नाही किंवा मग तशा गोष्टी करायच्या नाहीत. मला देखील मित्रांना बोलवायचं. त्यांच्यासोबत त्या आनंदाचे क्षण घालवायचेत. परंतु अ, म्हणतात ना की ज्यावेळेस आपल्याला चांगला मार्गदर्शक असेल, चांगल्या व्यक्तींचे संस्कार असतील, तर निश्चितच जे आपलं मन आहे, ते कुठेतरी परावर्तित होऊ शकतं. तर निश्चितच मला त्यावर माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी खूप सुंदर उ उत्तर दिलं. ते म्हटले की "वाढदिवस म्हटलं तर <chuckles> तो काय तुझे अ, जे तुझं वर्ष आहे, ते 1 वर्ष तुझ्या जीवनातलं कमी झालं. तूझं काय एक वर्ष वाढलं नाही. तर ज्यावेळेस तुझ्या जीवनातलं 1 वर्ष कमी झालं, तुला ते सेलिब्रेट करायला किंवा मग ते साजरे करायला आवडेल का बरं?" मंग ते ऐकून खरंच कुठेतरी माझ्या मनात विचार आला, "अरे! खरंच हे खूप चुकीचं आहे," ज्यावेळेस वाढदिवस असतो, हा कुठेतरी आपला म्हणतेत ना की 1 वर्ष आपल्या जीवनातलं कमी होत आसतं. तर आपण ते साजरा करता कामा नये. उलट जे आपलं 1 वर्ष कमी झालं, त्याला कशा पद्धतीने चांगलं करता येईल याचा शेवट का आपल्याला कसा दान म्हणा किंवा अनाथ आश्रम आहे म्हणा किंवा वृद्धाश्रम म्हणा, ह्या लोकांमध्ये जाऊन कसा साजरा करता येईल आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्याला आनंद नक्कीच कुठे ना कुठेतरी मिळत असतो. तर नक्कीच मग मी देखील त्या वाढदिवसाच्या दिवशी आई-वडिलांला, आजी-आजोबाला कोणत्याही प्रकारचा हट्ट केला नाही आणि मला आज बी आठवतंय की मी जे काही माझ्या वाढदिवसाचे पैसे होते किंवा जे काही मला केक आणायचा होता किंवा इतर साऱ्या गिफ्ट म्हणा, ते मी अनाथ आश्रमामध्ये अ, मुलांला दान देऊन टाकले. त्यांला वही पेन दिले. त्यांला दफ्तर दिले. आणि खरंच तुम्हाला सांगायला आवडतंय की तो माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर वाढदिवस होता, की त्या मुलांच्या चेहऱ्यावर जे मी हसू पाहिलं, जे चे मुलांच्या चेहऱ्यावर मी आनंद पाहिला. खरंच मला वाटतंय की तो आनंद मी कितीही पैसे खर्चून जर माझा वाढदिवस मी केला असता, तरी तो आनंद मला खरंच तो पाहायला मिळाला नसता. म्हणून मी स्वतःला तो अनुभव साठवून ठेवला मनामध्ये आणि नक्कीच जर कोणी मला म्हटलं की तुझ्या लहानपणीचा वाढदिवस कसा साजरा केला होता, तर मी तर मी तो त्याला ही आठवण, हा प्रसंग सांगतो आणि नक्कीच ह्या प्रसंगाहून मला वाटतं की सगळे जण माझ्या अ, कुटुंबावर आणि माझ्यावर एक नक्कीच अभिमान करीत असतील, असं मला वाटतंय.
हं. हं. अच्छा. ओके. हां, हां, हां. हां. बरं. बरं. हं. अच्छा. हां, हां. हां, हां, हां. हं. बरोबर. हं. वाह! बरं. हां. अ, हां. हां, हां, हां. बरं, बरं. हं. हो. हं, हं. हां. हं, हं, हं. हां. हां. हं, हं. अरे वाह, वाह, वाह! अरे वा! अरे वा, वा! हां, हां, हां, हां. हं, हं, हं. अरे वाह! क्या बात है! क्या बात है! ग्रेट, ग्रेट हं! खूपच छान तुम्ही म्हणजे एवढ्या कमी वयात असताना तुम्ही तुम्हाला अ, सामाजिक अ, अ, जाणही होती की आपल्याला काय केलं पाहिजे, आपण समाजाप्रती आपण देणं लागतो आणि ते केलं पाहिजे. अगदी लहान वयापासनंच आजोबांनी अगदी छान केलं आणि तोही मुद्दा मला आवडला, वाह! की आपलं अ, एक वर्ष वाढलं नाही आपलं. आपलं एक वर्ष कमी झालंय, त्याचं काय सेलिब्रेशन करायचं? आणि करायचंच असेल तर अ, समाजकार्य करून अ, किंवा लोकांच्या हिताचं काम करून केलं पाहिजे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अ, कधी असं झालंय की अ, बजेटही कमी आहे आणि वेळही नाही आहे. तर मग अ, एक तर अगदी चालता-चालता, अ, म्हणजे तुमचा वाढदिवस साजरा केला गेलेला असेल की नाही, हो, आहे वाढदिवस, पण बजेट नाही, वेळ नाहीये, तर मग ते त्याच्यामध्ये कसा तुम्ही अ, काय त्यामध्ये अ, समतोल राखता?
<chuckles> <chuckles> नक्कीच धन <chuckles> नक्कीच. हं, हं. हं. आ, हां, हां. नक्कीच नक्कीच. असा एक प्रसंग झाला होता कारण काय झालंत की आम्ही गावाला गेलो होतो, फिरायला आणि तिथे गेल्यानंतर मग काय झालं की आम्हाला काय वेळ बी नव्हता आणि आमचं बजेट देखील नव्हतं. कुणाला काही, अ, दानधर्म किंवा कोणाची मदत करण्याइतकं. तर मला वाटतंय की त्यावेळेस माझ्या आजोगा आजोबाच्या खिशात फक्त 100 रुपये होते. आणि मला वाटतंय की त्यावेळेस माझा वाढदिवस होता. तर अ, माझे आजोबा अगदी पर्यावरण प्रेमी आहेत. आणि नक्कीच त्यांना काही ना काहीतरी गोष्ट करायला फारच आवडते. तर अ, मी त्यांच्यासोबत चालत होतो. तर मी म्हटलं, "बा आजोबा आज माझा वाढदिवस आहे. आज मला तुम्ही काय घेऊन देणार खाऊ?" तर ते म्हटले, "आता माझ्याकडे पैसे नाहीत. तू सध्या काय कर की 2 झाडं घे शंभर रुपयाचे तर त्यांनी मला त्यावेळेस ते 2 झाडं घेऊन दिले ₹100 शंभर रुपयाचे आणि ते झाडं मी जिथे आम्ही गेलो होतो गावाला, त्या गावाला लावले आणि नंतर ते झाडं लावल्यानंतर अ, मी गावाकडून निघून आलो. आणि मला वाटतंय की तो एक माझ्या जीवनातला सगळ्यात कमी बजेटमध्ये आणि चांगला वाढदिवस होता. मला वाटतंय की त्या वाढदिवसामध्ये मी ते झाड लावले आणि पुढच्या वर्षी बघतो तर काय ते झाड अगदी मोठे झाले आणि त्याला अ, फळं देखील लागले मस्त असे अ, गार त्याची सावली पडली आणि मला ते झाड बघून खरंच आनंद वाटला की "पहा माझी एक आठवण म्हणून, माझे वाढदिवसाची एक आठवण म्हणून मी हे झाड लावले आणि नक्कीच आता ह्या गावाला मी जेव्हा-जेव्हा येईन, तेव्हा-तेव्हा हे झाडं माझ्या मनामध्ये कुठेतरी ते आठवणीला जागे करतील की 'पहा तू हे वाढदिवसाला झाड लावलं होतं.'" तर मला वाटतंय नक्कीच अ, ते एक माझ्या जीवनातला सर्वात कमी बजेटमध्ये पण चांगला आणि एक आनंददायक वाढदिवस होता असं तुम्हाला सांगायला मला नक्कीच आवडेल.
हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हां, हां, हां. अच्छा. हं. अच्छा. बरं. हां. हां, हां. हां. हां. अच्छा. हां. बरं. हां. हां. हं. हां, हां. बरं, बरं. अरे, वाह! वाह! ग्रेट, ग्रेट भारीच की हे. म्हणजे तुम्ही फिरायला गेले होते, तिकडे वाढदिवस होता. अ आणि आजोबांनी तुम्हाला मस्त झाडं घेऊन दिली, आणि ती लावली, आणि मोठी झाली ती. मग हल्ली कधी गेला होता का तिकडे? ते झाडं वगैरे इतक्यात बघितली हल्लीच्या काळात? अलीकडे.
<chuckles> हां, नक्की. <chuckles> नाही. हो, हो. हो, नक्कीच, नक्कीच. पहा आता ते झाडं लावून मला अ, मी जेव्हा 4-5 वर्षाचा असेल बघा. आता माझं वय आहे 20-22 वर्ष, तर मला वाटतं की अगदी ते झाड इतके मोठे झाले आहेत तर अगदी ते झाडाची कोणीबी त्या झाडाखाली येऊन बसतं, उन्हाळ्यामध्ये कोणीबी त्या उन्हाळ्यामध्ये झाडांचे फळं खातं, कोणीबी त्या झाडांच्या सावलींचा जे म्हणतो ना, आपण आनंद घेतो. तर खरंच अ, मला वाटतं की हल्ली मी तिथे जाऊन आलो आणि मी देखील त्या झाडाखाली. आता माझे आजोबा राहिले नाहीत, परंतु मला वाटतंय की त्यांनी ती मला एक आठवण म्हणून दिली आणि कुठेतरी नक्कीच मी ते झाडाखाली जाऊन जाऊन त्यांचे आभार मानतो. खरंच की आजोबा, "तुम्ही मला खूप चांगले असे संस्कार दिले. खूप सारे असे मार्गदर्शन केले आणि खरंच तुम्ही जे मला दिलेल्या संस्काराबद्दल तुमचे अ, आभार मानतो." आणि मला वाटतं की तिथे जाऊनच मी कुठेतरी माझ्या आजोबाचं म्हणा आठवण आठवण येते मला आणि नक्कीच मी तिथे वर्षातून 1 का होईना जातो, झाडाला पाणी घालतो आणि तिथले नक्कीच कुठेतरी फळांचा देखील स्वाद घेतो. असं सांगायला नक्कीच मला तुम्हाला आवडेल.
हं. हां. हां. हं. वाह! वाह! वाह! वाह! आनंद घेतात. हां, हां, हां, वाह! वाह! हं. हं, हं, हं. हो, हो. अ, वाह! क्या बात है क्या बात है. वाह, वाह वाह, वाह, वाह! क्या बात है. म्हणजे अ, वाढदिवस किंवा छोटेसे सेलिब्रेशन जे असतात ते आपण घरच्या घरी छोट्या पद्धतीने करूच शकतो. पण, सोबतच सामाजिक भान राखूनही आपण समाजाचं देणं लागतो, हे विचार करून आपण काहीतरी छोटंसं अ, आपलं पुण्यकर्म करू शकतो, दानधर्म करू शकतो. वाह, वाह! वाढदिवस अशाही पद्धतीने साजरा होतो. अ, फार भारी वाटलं हो, तुमच्याशी बोलून, खूपच गंमत आली. क्या बात है. खूप छान. अ, तुमचे खूप खूप आभार, की तुम्ही मला एक अ, छान संदेश दिला या माध्यमातनं, की आपल्याला वाढदिवस छोटे सेलिब्रेशन करायचे असेल, तर अ, आपण छोट्या पद्धतीने आणि खूप मोठा आनंद त्यातून मिळू शकतो. वाह! खूपच छान. अ, तुमच्याशी बोलून मला खूप आनंद झाला. पुन्हा तुमच्याशी बोलायला मला फार आवडेल. तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू व्हेरी मच.
<chuckles> नक्कीच. <chuckles> नक्की. हं, हं, नक्कीच. हं, हं. <chuckles> नक्कीच, नक्कीच. मला देखील तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. चालेल, चालेल भेटूया पुन्हा एकदा. तुमचे पण खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद.